बघ ना आता जर तसं म्हटलं ना तर तणाव हा आपल्यावरती लहानपणापासूनच आपल्याला तणाव नाही म्हणता येणार. आपल्याला लहानपणाचं आपल्याला 1 गिफ्ट म्हणून दिल्या जाते. की जर तू हां ठीक आहे तू आता 1ला ला गेलास. जर तू चांगल्या मार्कांनी पास झालास तर तुला हे घेऊन देईल. तुला ते घेऊन देईल. आता भरपूर वेळा असा होतं. आता मी माझी 1 गोष्ट सांगतो तुला. मी 5वी 6वीत असताना माझे वडील मी अभ्यास नाही करायचो. मी खूप खोडकर होतो. माझे वडील काय करायचे ना, मला म्हणायचे अ, जर आणि मला त्यावेळी सायकल चालवायचा खूप नाद होता. लहानपणी प्रत्येक मुलाला असतो सायकल चालवायचा नाद. मला पण खूप होता. आम्ही काय करायचो भाड्याने सायकल आणायचो म्हणजे जे रेंटवर देतात ना पाच रुपये देऊन. <chuckles> हो ना. आम्ही बरोबर. हं आम्ही काय करायचो ₹5 तासावर सायकल आणायचो. आणि 1 वेळा काय झालं ना, माझ्याच्यानी ती सायकल तुटली. आणि तो सरळ ती सायकल घेऊन माझ्या वडिलांकडे आला. आणि माझे वडील मला आधी खूप रागवले. म्हणजे त्यांनी मला खूप आरडाओरडा केला. नंतर मला बोलले म्हणे जर तू ,10वी अ, 6वी मध्ये ना जर अख्ख्या वर्गातून 1ला आला तर मी तुला सायकल घेऊन देईल. आता तो तसं तर माझ्यासाठी तो दबाव नव्हता. ती माझ्यासाठी 1 अपॉर्च्युनिटी होती. हां. पण कसं आहे ना? तो कुठे ना कुठं माझ्यासाठी तो 1 दबावच झाला. की आपल्याला पूर्ण शाळेत 1लं यायचं आहे. पूर्ण 6व्या वर्गात. इतके सारे मुलं आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला 1लं यायचं आहे. आणि मी आलो सुद्धा. पण त्याच्यानंतर काय झालं ना माझे वडील मला घेऊन नाही दिले. मला इतकं वाईट वाटलं होतं ना की भाई मी इतकी मेहनत केली. इतकं सर्व हे केलं आणि त्याच्यानंतर ती वस्तू भेटली नाही.
हो, हो. <chuckles> अगदी बरोबर. हो, हो. पूर्वी तसेच होतं ना. पूर्वी नव्हते भेटत एवढ्या सुविधा नव्हत्या तेवढ्या. ते ₹2 ₹2 तास, ₹5 तास. <chuckles> अरे बाप रे! <chuckles> अरे वाह! फार छान. अपॉर्च्युनिटी अगदी बरोबर. <giggles> अरे बाप रे! हो ना.

पण कसं आहे ना, त्यांचंही बरोबर होतं. जर त्यांनी मला ती घेऊन दिली असती, तर मी काहीच केलं असतं. अभ्यास सोडून दिला असता आणि दिवसभर तिलाच घेऊन फिरलो असतो इकडे-तिकडे. <laughs>
अगदी बरोबर, म्हणजे <chuckles> पुढचे आता तर ठीक आहे, पहिल्या क्रमांकाने आले, पण मग पुढं मग ते चान्सेस होते की तो पहिला क्रमांक कुठेतरी येणार नाही म्हणून.
हो ना. हो ना. तसंच ना, त्यासाठीच माझ्या वडिलांनी आधीच डोकं लावलं की "हां, ठीक आहे, या वर्गाचं तर करून घेऊ, 6वी चं तर पहिलं घेऊन घेऊ नंतर 7वी चं नंतर बघल्या जाईल काय होईल ते."
7वी मध्ये पण परत काही ऑफर दिली होती का त्यांनी?
नाही, 7वी मध्ये ऑफर नाही. मग सरळ 10वी त ऑफर भेटली होती मला, पण 10वी त ऑफर नव्हती. त्यांनी डायरेक्ट वॉर्निंग दिलेली होती <chuckles> तेव्हा.
अच्छा. नाही, नाही, आपल्याकडे काय आहे ना, की फार महत्वाचं आहे. आपल्याकडे 10वी म्हणलं ना, तर सगळ्यांना आपण सोडलं एक, की सगळ्यांना एवढं टेन्शन असतं ना, शेजारचे, "काय मग यावेळेस 10वी आहे ना, बोर्ड आहे बरं यावेळेस." नातेवाईक, "काय मग यंदा 10वी ला आहे ना, कसा चालू आहे अभ्यास?" ते 10वी चा विषय आहे तो ना, तो एवढा वेळेस काढला जातो, की आपल्याला काहीच सुचत नाही. आपण न शक्यतो काही गोष्ट करायला दोन मिनिटं दरवाज्यातसुद्धा जाऊन उभा राहिलो, तर लगेच येणारे-जाणारे, "काय मग 10वी आहे ना, अभ्यास कसा चालू आहे?" अरे, तुला तुम्हाला काय करायचं, मला माहीत आहे ना, मी 10वी ला आहे म्हणून.
<laughs> बरोबर. <chuckles> <chuckles> <chuckles> <chuckles> बरोबरच.
केवल फार प्रेशर असतं 10वी चा आणि आपल्या निकालाच्या अगोदर त्यांचे सगळ्यांचे. मग आता निकाल आहे हं. काय वाटतं?
<chuckles> म्हणजे आपल्याला आपल्याला माहित प माहिती पडायच्या आधी, की हा आपला रिझल्ट आहे. आपल्या गावाच्या आजूबाजूच्या लोकांनाच माहिती पडतं की आपला रिझल्ट आहे आणि तेच
ते घरून आवर्जून आपला ते नंबर घेऊन जातात. हॉलतिकिट नंबर.
<chuckles> हॉलतिकिट नंबर वगैरे सगळं घेऊन जातो.
आपल्याला पाहायची भीती वाटते. असं वाटतं की ठीक आहे पास झालं तर काही वाटत नाही, पण असं भीती वाटते ना, बाबा काही कमी जास्त झालं आणि ह्या लोकांनी येऊन पहिलेच घरी सांगितलं आपण यायच्या अगोदर आणि पहिले भरपूर स किस्से व्हायचेत, की अ, मुलं त्या प्रेशरमध्ये येऊन सुसाईड करायचे 10वी नापास झाल्यामुळे.
हो ना. <chuckles> आणि हो. भरपूर. आणि कसं असतं ना, आपलं आपल्या इकडे अशी कॉम्पिटिशनच आहे, की लोकांना असं कॉम्पिटिशन लावायची पडलेली असते. कोणाचा मुलगा पहिला येतो. की त्यांच्या घरातलं बघत नाही की स्वतःचा मुलगा काय करतोय, कोणाला काय खेळतोय. त्यांचं त्यांच्याशी काही घेणदेणं नाही. त्यांचं दुसऱ्यांच्या घरात जास्त लक्ष आहे की ह्याच्या मुलाला किती टक्के पडताय म्हणून.
हां. हे फार चुकीचं आहे कुठेतरी. याच्यामुळं काय होत ना, पालकांच्या अपेक्षा वाढतात, सगळ्यांच्या अपेक्षा वाढतात आणि आपल्याला कमीपणा येतो त्याच्यामध्ये की ठीक आहे, की
हो ना.